हो, कधी-कधी असं अ, भावना गरजेची नसते, पण कधी-कधी असं होतं. ठीक आहे, की समजा आता प्र प्रत्येक महिन्याला, एक असतो ना एम्प्लॉयी ऑफ द मंथ. हां, तर कधी असं होतं की यार प्रत्येक वेळेस एखाद्याला भेटलं, की आपल्याला पण वाटतं, यार मला पण भेटलं पाहिजे, एम्प्लॉयी ऑफ द मंथ पण आपण कधी असा विचार करतो का? की असं काय तो तो व्यक्ती पण आणि आपण, दोघं एक एक ए एकच काम करतोय, मग त्याला का भेटलं? मला का नाही भेटलं? तो कशा पद्धतीनं काम करतोय? कधी आपण तो विचार करतो का? तर जर आपण विचार केला, तर मग ते आपल्याला आ अ आपण पण ते ॲचीव करू शकतो, असं. हां.
हां, हां. हो. हं, हं, हं. नक्कीच अ, तुमच्या सोबत घडलंय का? असं मग तुम्ही एखाद्याला बघितलं आणि त्यांनी कसं काम केलं? आणि त्यावरनं तुम्ही स्वतःमध्ये थोडे बदल घडवलेत.
हं. हो, नक्कीच, म्हणजे अ, मला पण म्हणजे सुरुवातीला असं झालेलं, की मी खूप मेहनत करत होते, ठीक आहे. पण मला कधी एम्प्लॉयी ऑफ द मंथ स्टार्टिंगला भेटतच नव्हतं. माझे जे बरोबर जे जॉइन झालेले, त्याला भेटत होतं. तर मला थोडं, मग थोडं वाटलं की यार असं काय होतंय? मी पण तेच काम करते. मी त्याला विचारलं? तर त्याने सांगितलं की तो "कसं आहे, अ, बॉस ने सांगितलं "एवढं-एवढं करा." तर तो कधी तेवढं तेवढंच करून, तो असं नव्हतं की सांगकाम्यागत तो कधी काम करत नव्हता. तो स्वतःच, म्हणजे आपल्याला दिसतंय की बॉसने हे सांगितलंय, पण कदाचित आपण जर त्याच्यावर थोडा रिसर्च केला, पण कदाचित तेच काम अजून चांगल्या पद्धतीत करू शकतो.
काय झालं होतं मग ते? हां, हां. हां. ओह! हां. हां, हां. हो, नक्कीच.
हां, तर तो, तसा विचार करायचा. आणि त्यामुळे त्याला एम्प्लॉयी ऑफ द मंथ भेटायचो. प्रत्येक काम, आपण कसं स्वतःचं एडिशन आपण देऊ शकतो, तो तसा विचार करायचा आणि मी काय करायची, मी सांगकाम्यासारखं. काम तर सगळंच करायचे मी. हां, हां. पण तेवढं सांगितले तेवढंच, म्हणजे हे एवढं-एवढं करा, एवढं-एवढं करा, झालं.
अच्छा, हां, हां, हां. हो, नक्कीच. जेवढं सांगितलंय तेवढच. <chuckles> हां, हां, मग त्यानंतर तुम्ही बदल केला का? जसं त्यांनी तुम्हाला सांगितलंय तो काय करतो? काय गोष्टी करतो? मग तुम्ही सुद्धा ते प्रयत्न केले?